हो एकदम म्हणजे डिप्रेशनची एक माईल्ड अ, स्टेज असेल असं म्हणता येईल आपल्याला. कारण त्यावेळेस ना एकदम हो आपण 3 गोष्टी बघतो बघा. एक होपलेसनेस, एक वर्थलेसनेस आणि हेल्पलेसनेस. तर अशा वेळेस आहे ना, माणूस आधार आ, हरवून बसतो म्हणजे त्याला असं वाटतं आपल्याला आधार देणारं कोण नाही. तर डिप्रेशनचे ही 3 लक्षणं आहेत त्यातली 2 लक्षणं माझ्यात दिसायला लागलेली आहे नाही का. तर मग माझा 1 मित्र हो त्यातला 1 माझा मित्र आहे. त्याने ओळखलं नाही का, माझी परिस्थिती आणि त्याने मला आधार दिला त्यांनी केलं काय, की ॲक्चुअली तो पण माझ्यासोबत होता. आणि विशेष बघा तो माझा मित्र कसा झाला, तो माझा ज्युनियर होता.
सुरुवात आपली डिप्रेशनची. <chuckles> अरे बापरे! हां. अच्छा! मग?
कॉलेजमध्ये असं पण नाही माझा सीनियर वगैरे माझा ज्युनियर होता. बट आमची गट्टी अशी जमली, आमची घरची परिस्थिती एक आणि दोघांचे पण स्वप्न मोठे. बट विषय काय आधार कोणाचा नाही, मग तो माझा आधार बनला मी त्याचा आधार बनलो. दोघं एकमेकांचे आधार बनलो आणि त्यानुसार मग काय झालं. मग त्याने मला थोडा होप दिले. त्याने मला धीर दिला आणि मला त्यानी एक-एक गोष्ट आणि झालं काय तो माझ्या आधी नोकरीला लागला.
हां. अरे बापरे! म्हणजे ज्युनियर तुमच्या आधी नोकरीला लागला?
ज्युनियर माझ्या आधी, म्हणजे बघा मी ज्यात बी-एस-सी केली ना मला
असं का झालं बरं? म्हणजे कशामुळं झालं? की त्याला आधी नोकरी लागली आणि तुम्हाला नाही?
मी ॲक्चुअली हो. हो. बघा ॲक्चुअली झालं काय ना, मला काय करायचं होतं मला काही करून मला मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता नाही का आणि माझं कशातही मन लागत नव्हतं. घरच्यांनी काय फोर्स केलं की "तुझ्याकडून हे होणार नाही, तू आपली बी-एस-सी कर नाही का. तू आपला हा नाद दे सोडून हो नीटचा वगैरे." मग मी म्हटलं यार ठीक आहे. मग-मग एक तर म्हणजे नाही का एकलकोंडा होऊ लागलो हे मग तो माझा मित्र होता ॲक्चुअली तो काय करायचा त्याला पण नाही का, यूपीएससी वगैरे करायची होती. आणि त्याची आणि माझी गट्टी जमली आणि त्याने 2दा एक्झाम पण दिली, त्याचा पण तीच हालत नाही का, त्याच्याकडून होत नव्हतं. पण मध्यंतरी तो पी-एस-आय म्हणून भरती झाला आपल्या ह्याच्यात एमपीएससी थ्रू. त्याने मस्तपैकी हां पोस्ट वगैरे काढली. आणि, आणि त्याच्या आधी तो गव्हर्नमेंटलाही नोकरीला लागला. मग त्यावेळेस त्याने काय केलं तर, मग तो माझा आधार बनला, मला जी पुस्तकं लागतात त्याच्याकरता पैसे किंवा फॉर्म भरायचा त्याकरता पैसे असं त्याने पुरवायला चालू केले. मग अजू हळू-हळू-हळू-हळू, काय आहे ना, तो माझा एक आधार बनला. आणि म्हणजे नाही का वटवृक्षाप्रमाणे म्हणजे मी त्याच्या सावलीत वाढलो असं पण म्हणता येईल. कारण त्या मित्रांनी त्याने मित्रांनी मला इतकी हेल्प केली ना, माझ्या म्हणजे आयुष्यामध्ये खूप म्हणजे खूप, म्हणजे माझ्या आजारपणात म्हणा किंवा वडिलांना पण खूप मदत लागली तर त्यांनी अजूनही तो पैसे देतो, म्हणजे इतका तो आमच्या कुटुंबाचा एक सदस्य असल्यासारखा आधार बनला आहे आता. म्हणजे त्याचं येणं-जाणं एकदम आमच्या कुटुंबातल्या व्यक्तीसारखं झालं आहे.
हां. <chuckles> अच्छा! हां, हां. मग? अच्छा! अच्छा! असतं. बरं. अरे वाह! वाह! हां.